आपण जेव्हा नव्याने एखाद्या नोकरीमध्ये लागतो, तर ऑफिसमध्ये बरंचसं सगळं नवीन असतं, तर अशा वेळेला विश्वास कसा निर्माण करावा? तुम्हाला काय वाटतं, तुम्ही तुमचा अनुभव सांगाल का काही?
अ, मला असं वाटतं ना, जेव्हा तुम्ही नव्या ऑफिसमध्ये, या मग असं काही नवं काम करतात. या अशी कुठे कोणच्या पण ठिकाणी तुम्ही कामाला गेला आणि तो तुमचा पहिला दिवस असेल, तर तुम्हाला विश्वास एक दिवसामध्ये निर्माण करणं थोडं कठीण जाईल. हे माझं हे मी अनुभवलेलं आहे. पण तुम्ही विश्वास कसा निर्माण करायचा माहिती आहे का? त्याच्यासाठी मी एक छोटीशी कहाणी सांगतो, जो माझ्यासोबत झालं होतं. मी मॅन्युफॅक्चरिंगमध्ये झालो अ, नेमकं माझं प्लेसमेंट झालं होतं ॲज अ प्रॉडक्शन इनचार्जने आणि प्रॉडक्शन इनचार्ज म्हणजे खूप मोठी गोष्ट होते. तर मला ना असं 6 महिन्याची ट्रेनिंग होती.
हं, हं. हं. बर. राइट. हं. हो. हो. सांगा ना. हं. हो. हं, बरोबर. हं.
आणि त्याच्यामध्ये सांगितलं होतं की "6 महिन्यामध्ये तुम्ही स्वतःला अगर प्रूफ केलं तर तुम्हाला ही जॉब भेटेल. नाहीतर मग आम्ही काही नाही करू शकत." तर मी बोलला चालेल. तर मग त्याच्यानंतर मी खूप प्रयत्न केले, मेहनत केली, ऑफिसमध्ये विश्वास भेटण्याचा ना आणि मॅन्युफॅक्चरिंगमध्ये विश्वास अगर तुम्हाला कमवायचा आहे ना, तर तुम्हाला कामं खूप करायला पडतात आणि खूप लोकांचे कामं घ्यायला पडतात. जसं मॅन्युफॅक्चरिंग विश्वास कधी करते? जेव्हा एक मनुष्य ना 5 लोकांचे कामं करू शकतो.
हं. अं. हो. हं. अरे बाप रे! 5 हं, हं, हं.
हो. मी खरं सांगतो. तसं मी ना जेव्हा गेलो ना तर मी 6 महिने शिकायसाठी माझा 6 महिन्याचा ट्रेनिंग पीरियड होता. पण नेमकं काय आहे, माझं थोडंसं असं आहे की मला जे शिकायचं आहे ना मी दिवसानं रात्र एक करून तो पटकन शिकायचा प्रयत्न करतो. कारण की मला कोण मला असं नाही कारण की मी स्वतःला एक कमिटमेंट देतो. मी स्वतःला सांगतो की तू करू शकतो, तू करेल आणि असं छान होऊ शकतो. तर मग ना एकदा काय झालं
अरे वाह! हं, हं. अरे वाह! हं.
माझ्या मतलब 6 महिन्याच्या ट्रेनिंग पीरियडला, मी 3 महिन्यामध्ये संपवलं.
हं. काय सांगता?
हो. त्यांचे जो नॉ नॉर्म्स असतात, ते टेक्निकल पार्ट्स असतात, ते सर्व शिकलो. डिझाईनमधले कसं कामं होतात? काय होतो? प्रोडक्शन कसं चालतो? का की मी कसं पुस्तकं वाचली ना. प्रॅक्टिकल मला नव्हतं माहिती. पण मी शिकलो. क्वालिटी शिकलो, सर्व. 3 महिन्यात मी कव्हर केलं आणि मला ना एक अ, संधी भेटली
बापरे! हं. हं. हं.
"की कंपनी ना 24:00 तास चालेल आणि अं, अ, तू सकाळी येणार, प्लान करणार आणि मग घरी जाईल आणि मग रात्रीचं तुला इथे राहायचं आहे".
हं.
आणि तो तुम्ही विचार करा 3 महिने मला 3 महिने मला नो नोकरीमध्ये झालेत आणि त्याच्यानंतर मला एवढी मोठी संधी भेटली. मी सोडणार थोडी ना, ताकी मला स्वतःला दाखवायचं आहे की मी तुमच्या प्रती आणि मतलब आहे, कंपनीच्या प्रती पण आहे, छान. डेडिकेटेड आहे. तर त्या क्षणी काय झालं, त्यांनी मला म्हणालं की तुम्ही करा आणि अ, आमचं ना प्रोडक्शनचा टाईम तो खूप अ, तो असतो पंप बनवायचे आम्ही. तर जसं मार्च एप्रिल यायचं ना तेव्हा पंपची गरज राहायची आणि जेव्हा पावसाळा सुरु व्हायचा ना, तेव्हा ही पंप खूप लागायचे. तर तो नेमका पावसाळ्याचा हो.
ओह! हं. अरे वाह! हं. डेडिकेटेड आहे. हां, हां. हं. बरं. अच्छा, म्हणजे अ‍ॅग्रिकल्चरल जे लागतात तसे, म्हणजे किर्लोस्कर पंप्स जसे आहेत की जे विहिरीतून पाणी काढायला. हां. अच्छा. ओके.
हो, हो, हो, हो. बरोबर. हो, विहिरीतून पाणी काढायला आणि कधी-कधी ते असतात ना, ते जो संपमध्ये चालतात च अ, नाळ्यांमध्ये चालतात आणि मग जेव्हा हे कन्स्ट्रक्शनचे कामं होतात, त्याच्यामध्ये चालतात.
हां, जिथे पण पाणी वरती चढवायचं आहे, हां अँप्लिकेशन हां. कॅन बी डिफ्रंट ओके.
हो, बरोबर तर त्यांचं. हां, तर ते ऑर्डर खूप राहायचे, तर आम्हाला कसं, की अ, मला सांगितलं तू रात्री ये कर. तर मग मी दीड महिना रात्री आला, काही न बोलता. मी काही सांगितलं नाही की मला त्रास होतोय, काही होतोय आणि माझा एकदा माझा मॅनेजर मला ना रात्री पाहायला आला. त्यांनी असं की, मी एक सरप्राईज विजिट पाहतो, हा झोपात तर नाही, हा काही सांगत तर त्याला दिसलं की मी माझ्या टेबलवर बसलोय आणि मी माझ्या कामामध्ये आहे.
हं. हां. खरं आहे. अरे वाह! हं.
आणि तो पूर्ण फ्लोर बी बघितला त्यांनी आणि सर्व कामं करत होते. आणि त्याच्यानंतर तो मला भेटायला आला. बोले तुम्ही आतमध्ये आहे आणि फ्लोरवर कामं चाललेत, तर हे कसं तुम्ही जमवून घेतलं? तर मी बोललं, जसं तुम्ही माझा विश्वा अ, तुम्ही मला माझ्याशी विश्वास मागताय ना, तसंच मी त्यांच्याशी मागितलं, की मी तुमच्यावर विश्वास करतो, मी घडी-घडी नाही येणार, माझ्याकडे खूप कामं असतात. तर मी त्यांना
हो, हं. हं. हं. वाह! हं. मायक्रो मॅनेजमेंट करून काही होऊ शकत नाही. विश्वास कुठेतरी ठेवावाच लागतो. करेक्ट.
हो. विश्वास कुठेतरी ठेवायला पडतो आणि तुम्ही काय सगळ्यात मोठी गोष्ट काय, वर्करला हँडल करणं म्हणजे, तुम्ही त्याला चोरला चौकीदार बनवून द्यायचं. तो आपल्या आप काम करायला लागेल.
हं. <laughs> काय बोललात तुम्ही! अगदी बरोबर आहे. हां.
ताकी त्याला माहिती आहे ना, की अगर मी कामामध्ये चोरी केली तर मला पैसे नाही भेटणार आणि मी क्लिअर सांगितलं होतं. हा ओव्हरटाईमचा पिरियड चाललेला आहे, अगर तुम्ही एक पण काम चोरी केली आणि मला काम कमी दिसलं, मी सीधा तुमचं 3 घंटे उडवणार. त्यांची घाबरगुंडी उडली आणि त्यांनी काम सुरू केले.
हं.
तर मग ते स्वतः लागलेले होते.
हो, हो. फँटास्टिक. हं, म्हणजे तुम्ही अ, स्वतःवर जवाबदेही तरी तर घेतलीच.
<chuckles>
अ
ऑफिसमध्ये विश्वास मिळवायचा म्हणजे तुम्हाला जबाबदारी घ्यायला पडतात. <chuckles> तेव्हाच विश्वास भेटतो ना?
हं. हं. आणि त्याचबरोबर हां, पण तुम्ही दुसरी पण गोष्ट त्याच्यामध्ये केलीत की न करणाऱ्याला शिक्षा होईल किंवा त्याला अ, ही विल बी स्पेअरड आउट. म्हणजे दुसरीकडे त्याच्या हां, तो लक्षात येईल. शिस्तीचा पण भाग वापरला बरोबर आहे, बरोबर. पण अ, मला असं सांगा की अ, बऱ्याच वेळा विशेषतः मॅन्युफॅक्चरिंगमध्ये मी बघितलंय मी काही काळ काम केलंय तर अ, ते जे जुने लोकं असतात ना त्यांना मे बी शिक्षण नसतं, पण त्यांना प्रॅक्टिकल अनुभव खूप जास्त असतो आणि बऱ्याच वेळा ते म्हणतात काय तुम्ही इंजिनिअर होऊन आलात बाहेरनं आलात, तुम्हाला काय कळतं आम्हाला खूप चांगलं कळतं तर त्यांचा विश्वास मिळवणं, अ, हे जरा कठीण असतं तर त्या त्या बाबतीत तुम्ही काय केलंत नेमकं?
हो. बरोबर. अच्छा. अरे भयंकर असतो. <laughs> सगळ्यात अवघड काम झालं होतं ते माझ्यासाठी.
हं.
पण माझं अ, असं होतं की मला काम करायची आहेत आणि मला कामं करवून घ्यायची आहेत. तर मी ज्याच जो जास्त एक्सपिरियन्स होता, जो माझ्याशी असं, सर, सर नव्हता वागत, त्याला असं वाटलं की, "ठीक आहे ना, नवा मुलगा आलाय, मला 17 वर्ष झाले कंपनीमध्ये, मला याच्याहून जास्त कामं येतात." त्याला वाटलं ना, तर मी काय केलं माहिती का तुम्हाला? मी त्यांना एक जो माझे अ, असेंब्लीमध्ये होते दादा, त्यांना मी म्हणाला, "और दादा, कैसे हैं आप?" त्यांच्याबरोबर भावनात्मक संबंध स्थापित करण्याचा प्रयत्न घातला. का की हे लोकांना भावनाचे भुके असतात. कसं? तुम्हाला 17 वर्ष झाले, पण ते जो आतमधले लोकं आहेत ते मला असं बोलत नाही. तर त्या क्षणी त्याला वाटलं की, "अरे, नाही हा अजून दुसरा आलाय" आणि आज मी तर आज दुसरं कामं करतोय. मतलब मी ती जॉब सोडली. पण ना, आजपण ते मला लोकं एवढं आठवण करतात, मी जेव्हा पण जातो ना, ते माझ्याशी तेवढ्याच प्रेमाने भ भेटतात. ज्या प्रेमाने मी पहिले त्यांच्याबरोबर काम करायचं. तर त्यांना ना, त्यांना एक ओ ते असतं, काय म्हणतात त्यांना, की त्यांना प्रेमाची अ, आशा असते की, "हा माझ्याशी छान वागेल, हा माझ्याशी छान बोलेल." हां, मग तेच तुम्ही करायचं. का की अ, हे तर दादा होते. एक मशीन ऑपरेटर होता, तो एवढा रागीट होता ना, की तो माझ्या मॅनेजरला ही चमकावून द्यायचा, का की तो त्याच्यावरूनही पुराणा होता. पण, त्याला मी 2 दिवसामध्ये आपलं केलं, कसं? ते गुटखा खायला जायचा.
बरं. हं. हं. हं. हं, बरं. हां. करेक्ट, करेक्ट. करेक्ट. हं. करेक्ट. बरं. हां, हां, हां. बरं. हं, हं, हं. हं.
आणि ह्यांचं काय असतं ते गुटखा फसवलं आणि चालू केली मशीन धड-धड, धड-धड, धड-धड, धड-धड.
हं.
पण त्याच्यामध्ये कसं, की आपण त्याला बोललं, थोडं समजावलं, की "पहा, तुम्ही असं करा, घराचं लक्ष ठेवा, गुटखा खाण्याने काही नाही होत." तर त्यांना थोडंसं असं वाटलं, की हां, पहिल्यांदा कोणी आलंय तो मला ह्याच्याबद्दल बोलतोय, माझ्या कामाच्या बद्दल नाही बोलत. तर त्यांच्याशी मी असे प्रेमाचे संबंध स्थापित केले, मतलब त्यांना असं भावनात्मक दृढता दिली. तर त्यांच्या हिशोबाने ना ते पुढे वाढले माझ्यासोबत.
अरे वाह! हं, हं. हं. तुम्ही अगदी प्रॅक्टिकल गोष्ट सांगताय, की कशाप्रकारे आणि बऱ्याच वेळा काय होतं, की हायर एज्युकेशन घेतलेले लोकं येतात, ते बऱ्याच वेळा ह्यांना कमी समजतात, अ, त्यांना ट्रीट चांगलं करत नाहीत आणि मग त्याच्यातनं सेल्फ डिफेंसमधनं मग ते ह्यांना त्रास देतात का "मला असं वागवता का? थांबा दाखवतोच."
सगळ्यात मोठी चूकच आपली ही आहे, की आपल्याला वाटतं आपण खूप शिकलेलो आहो
प्रॅक्टिकल. हं, हं.
नक्की. तुम्ही त्यांच्याशी छान वागला ना, तर ते तुमच्याशी अजून छान वागतील.
बरं. आणि त्यांना माणसांचा अंदाज पण येत असतो, तुमच्या अ, हं, हालचालीवरनं सगळ्यावरून ते ओळखतात कसा आहे आणि अ हं.
हो, हो अगदी.
त्यामुळं अ, हा फा फार महत्त्वाचा भाग आहे. पण हे झालं थोडंसं अ, अ, लो एज्युकेशन आणि कामगार या कॅटेगरीतल्या लोकांचा, जे बाकी ऑफिसमधले इतर लोकं असतील तुम्हाला ही संधी दिल्यामुळं, बाकी काही जुन्यांना थोडंसं मागे राहिले असतील.
हो. <chuckles>
तर त्यांच्याशी तुम्ही <chuckles> कसं डील केलं? कलीग्स तुमच्या बरोबर, तसेच पोस्टवरचे बाकीचे.
अं अ, मी तुम्हाला सांगू अ, माझ्या ऑफिसमध्ये आम्ही 5 लोकं आले होते, एक बरोबर. एकाच कॉलेजमधनं. 1 क्वालिटीमध्ये गेला, 1 प्रोडक्शनमध्ये, 2 डिझाइनमध्ये गेला आणि 1 मार्केटिंगमध्ये गेला.
हं, हं. हां, बरं.
तर अ पण सगळ्यात जास्त नाव झालं तर माझं. का की मी प्रोडक्शनमध्ये होतो. आणि मी फ्रंट प्रोडक्शनला म्हणतात फ्रंट लाईन वॉरियर्स.
ओह येस, हं.
जे ऑर्डरला असं पहिले कम्प्लीट करून, असं पट-पट पाठवतात. मार्केटिंगवाल्यांनी ऑर्डर आणला, पण बनवला कोणी? प्रोडक्शननी. क्वालिटीवाला जज करू शकतो, पण एवढं मोठं प्लांट कोण चालवतोय प्रोडक्शन. आणि डिझाइन डिझाइननं ब डिझाइन बनवलं आय आय कन्सिडर दॅट. पण काय असतं ना, तुम्हाला त्या तुम्ही फक्त पेपरवर बनवता, आम्हाला इथे मशिनीवर कसं काय बनवायचं, कसं कुठे होल करायचं, कसं करायचं? ते आम्हाला समजून घ्यायला पडतं. तर त्याच क्षणी ना, माझं नाव खूप अ, असं पुढे झालं, तर माझे जो बरोबरचे मुलं होते ना, त्यांनाही असं वाटे की, "अरे यार, हा हा तर खूप पुढे" आणि नेमकं मग दीड वर्ष झाले मला आणि माझी सॅलरी वाढली आणि त्यांची सॅलरी वाढली 4,000-3,000. माझी सॅलरी अगद अगदी जास्त वाढली ₹10,000. तर माझ आणि माझे जे सीनियर होते, त्यांचे डोळे फाटून गेले, की "असं कसं झालं ह्याचं, एवढं मोठा कसा केला" आणि माझे जे एमडी आणि जनरल मॅनेजर होते ना, त्यांना खूप आवडायचा मी. का की माझ्यामध्ये एक अशी आहे की ते मला असं वाटतं. मी ना, सेल्फ मोटिवेटेड पर्सन. आहे. मला कोणीही खाली दाबण्याचा प्रयत्न केला ना, तर मग मी त्या दिवस थोडासा लो फील करीन. नेक्स्ट डे जेव्हा मी मॉर्निंगमध्ये येईन ना, मी त्याच उत्साहाने वापस येतो, की त्याच काम करायचंय मला.
करेक्ट. बरं. हं. हो. हं. अरे, वाह! हं.
तर माझा असा स्वभाव आहे.
नाही-नाही, स सेल्फ मोटिवेशन फार मोठी गोष्ट आहे. बऱ्याचशा कंपन्या काय करतात की शिक्षा किंवा असं काहीतरी करून, नाही केलं तर कशी शिक्षा? आणि बरेच लोकं असतात ना, ते मिळती त्या सॅलरी मध्ये सा हे आहे ते टिकवून ठेवायचं. ऑफ सो यू आर अ ग्रोथ ओरिएंटेड पर्सन, यू वांट टू कॉन्ट्रिब्यूट मोर. अशी माणसं अ, विश्वास निर्माण करायला नक्कीच हे होतात. पण तुम्हाला असं काही आलं का? की ज्याच्यामुळे काही काळ त्रास झाला आणि नंतर तो प्रश्न सुटला?
हो. हो. नक्कीच, बरोबर. अ, काय झालं होतं. मॅनेजमेंटला माहीत पडून गेलं होतं की माझा जो सीनियर आहे ना, त्याला मी खूप असं आपल्यात करून ठेवलेलं होतं. तो माझीच अ, गोष्ट ऐकायचा, माझ्या हिशोबानेच चालायचा. जेव्हा की तो माझ्याशी 3 वर्ष सीनियर होता, आणि तो 3 वर्ष मोठाही होता प्रोफेशनल लाईफमध्ये आणि पर्सनल लाईफमध्ये पण. पण तो माझीच ऐकायचा, माझीच अ माझ्या हिशोबानेच चालायचा. तर मग काय असतं ना कधी कधी मॅनेजमेंटला समजून येतं की ह्या दोघांमध्ये फूट टाकणं गरजेचं झालेलं आहे. यांची मैत्री खूप वाढ वाढत चालली. तर त्यांनी आमच्यामध्ये फूट टाकली, की पहा तो एक नवा मुलगा आला तो तुमच्याहून जास्त सॅलरी घेतोय आणि पण मी त्याला खूप छानशी प्रेमाने समजावून सांगून सांगितलं होतं, की तुझ्या स्वभावामुळे तू बोलत नाही लोकांशी आणि तू तसा वागत नाही की तू प्रोडक्शन इन चार्ज आहे, तर थोडंसं तुला त्रास होतो म्हणून.
हं. हो. हं. हं. हं.
पण त्याला थोडंसं भडकावून दिलं. माझ्या मॅनेजरने त्याच्यामध्ये अ, त्याचे कान भरले. मग त्याच्यानंतर वर्कर्सला पण थोडंसं कोणीतरी सांगितलं, की ह्याला पुश करत राहा, टोचत राहा. तर तो मग माझ्याशी तो ना 6 महिने बोलला पर्यन्त बोलला नाही.
अरे बापरे! म्हणजे त्याच्यावर लगेच परिणाम झाला या सगळ्यांच्या बोलण्याचा.
हां. हो अगदी! तो एवढा असा झाला की माझ्याशी बोलायचाच नाही. तर मला असं वाटलं की मी जास्त बोलतोय का त्याच्याशी? मला त्याची गरज आहे का? हे आणि मी म्हटलं, लोकं आमची भांडणं पाहून खूप छान मजेमध्ये राहत होते आणि आम्ही एक दुसऱ्याशी क बोलत पण नव्हतो आणि आमचं कामही सफर व्हायला लागलं होतं. मग ती गोष्ट ना आमच्या जीएमला दिसली. त्यांनी क्लिअर आम्हाला बोलावलं आणि म्हणाले, "की तुम्ही आपसचं भांडणं कंपनीमध्ये नका आणू"
हं, हं. ओह, खरं आहे.
तर आम्ही बोललो, "आपसच्या" भांडणं झालीच नाहीये, जे झालं कंपनीमध्ये झालं आणि जो-जो मॅनेजर आहे त्यांनी असं केलं." त्या मॅनेजरला बोलावलं. बोले, "तू असा बोलला होता का?" बोले. "हो सर, मी बोललो होतो." का की त्याला माहिती आहे ना त्यांच्यासमोर खोटं बोलले तर अजून 12 वाजणार. तर मग त्याच्यानंतर ती जो 6 महिन्याचं होतं ना ते भरून तर नाही गेलं, पण त्याच्यानंतर आमची मैत्री अजून घट्ट झाली की आता असं कोणी वागलं आपल्याबरोबर तर आपण असं, असं टोकाचे निर्णय नाही घेणार.
हं. सगळेच जायचं. हां, बरोबर, हं. हां. हं, वाह! नाही मला सगळ्यात हे आवडलं. म्हणजे काय तर आपण विश्वास निर्माण करायला ज्या गोष्टी करतो, जबाबदारी घेणे, तक्रार न करणे, आता नाईट शिफ्ट म्हटल्यावरती लोकं टाळायला बघतात. ती न टाळणे, बरं त्याच्यातही सिन्सीयरली काम करणे. म्हणजे, थोड्या वेळ काम करायचं मग कोण बघणार आहे? थोड्या वेळ झोप काढू, असं न करता, अ, सिन्सीयरली काम करणे आणि ह्या सगळ्या गोष्टींबरोबर अ, मग आपण पुढे जात असताना असं म्हणतात, की एखादा पुढे जायला लागला की आपोआपच बाकीचे मग त्याला शत्रूसारखं ट्रीट करतात. तर त्याही परि परिस्थितीमध्ये तुम्ही 6 महिने शांत राहिलात, तुम्ही ते टोकाला नेलं नाही आणि परफॉर्मन्स मधनच उत्तर दिलं. <chuckles> तर अ, फारच छान! थिस वॉज अ व्हेरी अ, म्हणजे खूप अ, उपयोगी असा तुम्ही अ, सल्ला दिला आणि अ, खूप छान वाटलं हे ऐकून आणि अशाचं तु तुमच्यासारख्या ॲटिट्यूडचे लोकं अ, खरंच कंपन्यांना ऑफिसमध्ये हवे असतात, तुमच्याशी बोलून खूप बरं वाटलं. अ, थँक यू.
<chuckles> हो. हो, बरोबर. हो. <chuckles> हो. <chuckles> तुमच्याशी बोलून पण खूप बरं वाटलं, धन्यवाद.
ओके, थँक यू.